नाही, नाही. बरोबर आहे. हां.
किंवा तुम्हाला एखादा मेल पाठवायचंय आणि इलेक्ट्रिसिटी नाहीये किंवा इंटरनेट बंद आहे. इंटरनेटचा स्पीड एवढा लॉ रटाळ चालू आहे की तुमचा मेल जाता जाता नाही. काय करू शकता?
हां. ओहो. नाही जात. नाही मग ते काही असे हां, म्हणजे अचानक आलेले हे म्हणजे तुम्ही काही टाळूच शकत नाही संकटं हो.
त्यामुळे बरोबर. एक्झॅक्टली मग तेव्हा जे काही प्रेशर येतं ना, त्या प्रेशरमध्ये पहिलं काम आहे की बाजू तिथून बाजूला उठा. 2 मिनिटं शांत बसा. अगदीच खूप अँक्साइटी वाढल्यासारखी वाटत असेल तर प्राणायाम करा. डीप ब्रीथिंग करायचं मस्तपैकी. एक मोठा श्वास भरून घ्यायचा, 3 सेकंद थांबायचं, परत तो श्वास सोडायचा, 3 सेकंद थांबायचा, परत एक मोठा डीप हे करत राहायचं. हे करताना जे काही आपलं पहिलं म्हणजे प्रेशर आलंय ते रिलीज होतं.
हां. हां. हां. हां. बरं. हां. बरोबर. हो. हां.
आणि ते रिलीज झाल्यानंतर, आपल्याला सगळ्यात बेस्ट जे फिलिंग आहे ते म्हणजे ह्याच्यामध्ये खरोखर मी काय करू शकते का?
हां. हो. अच्छा.
कारण इंटरनेट स्लो असेल तर मी धावून काही होणार आहे का?
हो, काही होणार नाहीये ना ते. ते तिकडून अ, ते हे झाल्याशिवाय काहीच आपण करू शकत नाही.
आणि एक्झॅक्टली मग त्याच्यामध्ये मला मला तिथे एन एक एक्साइटेड व्हायचं किंवा एक्झर्ट व्हायची काय गरज आहे हे जे
नाही आणि ज्या आपल्या गोष्टी हातात नसतात त्याचा त्रास करून घेण्यात काही पॉइंटच नाहीये मेन, हो.
बरोबर म्हणजे हे जे डोक्यात आपल्या उतरतं ना मग शांत वाटतं डोक्याला. ओके, ठीक आहे. आता ह्याचा डाउनलोड आहे ना, नाही होताय ना. ओके, आपण एक मेसेज करायचा ज्या जो पण रिपोर्टिंग पर्सन आहे त्याला, की हे मेल मी पाठवते पण द्या अ, लॉ हे असल्यामुळे, ते यायला थोडा उशीर लागेल किंवा दुसरं अरेंजमेंट तयार असेल तुमच्याकडे. कारण जेव्हा आपण वर्क फ्रॉम होम असतो तेव्हा बऱ्याच वेळेला हे ऑप्शन्स तयार ठेवावे लागतात. जसं घरचा वायफाय चालत नाहीये तर मग Jio काढा किंवा Airtel काढा किंवा Vodafone काढा आणि अल्टरनेट वापरा की जेणेकरून जेणेकरून ते मेल तेव्हाच तुमचं डिलिव्हर होऊ शकेल आणि तुम्हाला कोणालाही एक्सप्लेनेशन द्यायची गरज भेटणार लागणार नाही.
हां. हं. हं. हं. नक्कीच. हो. हो, नक्कीच. हो. हो. <chuckles> बरोबर. नक्कीच आणि कोण प तुमच्याकडे बोट नाही ठेवू शकत, तुम्ही का नाही केलं हो?
आणि ते तुम्हाला ते तुम्हाला होताना तुम्हाला म्हणजे असं प्रेशर पण येणार नाहीये की का जात नाहीये, का जात नाहीये. ठीक आहे, ते नाही चालत आहे. त्याच्यात तुम्ही काही करू शकणार नाहीयेत आता.